आजकाल असं झालंय ना की प्रत्येकाला बिंज वॉचिंग करायची सवय लागलेली आहे. आणि मग कधी-कधी असंच कामामध्ये पण लोकं हे काहीतरी करत बघत असतात किंवा मग शिफ्टच्या नंतर म्हणा किंवा कॉलेजच्या वेळी, किंवा मग रात्र तर आहेच ते सगळं बघायला. तर मग तुमचा असा काही अनुभव आहे का बिंज वॉचिंगबद्दल त्याबद्दल काय सांगाल?
हो. म्हणजे बिंज वॉचिंग खरं म्हणजे अ, मी असं म्हणतो, की नाही करावं. पण मी स्वतःही करतो ते कधी-कधी. कारण काय होतं, इतकी एक्साईटमेंट असते. काहीतरी नवीन आलं की एक एपिसोड संपता-संपता त्याच्यात इतकी ती उत्सुकता निर्माण करतात शेवटच्या 30 सेकंदात, की असं वाटतं, काय झालं? पटकन बघायचं आहे आणि मला मोकळं व्हायचंय. त्यामुळे ते बिंज वॉचिंग केलंच जातं. अर्थात माझ्या वेळा मी पाळतो. पण मग कधी-कधी असं होतं की नाही, बघून टाकूयात सगळंच एकदम.
<chuckles> बरं. बरोबर. मग काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे याबद्दल? म्हणजे एकंदरीत तुमचे काही अनुभव असेल, तर सांगाल का याबद्दल? म्हणजे काय-काय बघता तुम्ही आणि कसं बघता एकंदरीत त्याबद्दल काय?
हो. मला भूतांचे किंवा असे झॉम्बीजचे शो जास्त आवडतात. आणि, सर्व्हायव्हल जे मिस्ट्रीज असतात तशाही प्रकारचे आवडतात. जिथे अ, माणूस प्रयत्न करतोय जगण्याचा आणि जिवंत राहण्याचा. तर द वॉकिंग डेड म्हणून एक Netflixवरती जो झॉम्बीजचा शो आहे, त्याचे अ
हं.
10 सीझन आहेत वाटतं आणि किती बरं प्रत्येक सीझनमध्ये? 16 ॲपिसोड आहेत. तर अ, तो सगळा शो मी एकूण 7 वेळा बघितला आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि इतका बघत राहावासा वाटतो की ते बिंज वॉचिंग होऊनच जातं. म्हणजे आता मी या वर्षी पुन्हा एकदा बघत होतो तो शो परत सुरुवातीपासून. कारण दरवेळेस बघताना परत नवीन काहीतरी शोध लागतो. अरे, असाही सीन झाला होता, असंही झालं होतं आणि डायलॉग तर एकापेक्षा एक असतात कधी-कधी. तर तो एक शो मी पाहिलाय बऱ्याच वेळा, आणि मला आठवतंय की द फेम गेम जो आला होता माधुरी दीक्षितचा, तो अ, त्याच्यात खूप जास्त ॲपिसोड नव्हते बघा. 4 का 5 का 7-8 होते. तर तो मी अ, 2 रात्रीमध्ये संपवून टाकला होता. नक्कीच, पण कधी-कधी असंही होतं की तुकड्या-तुकड्यांमध्ये जी लहानपणापासूनची सवय आहे ना की आठवड्यातून एकदाच तो एकच शो येणारा अर्ध्या तासासाठी. त्यामुळं तेवढंही तेवढाही संयम आहे. <chuckles> त्यामुळे मी स्वतः ठरवतो की नाही आज एकच शो पहायचा. आज 1 ॲपिसोड पाहायचा. उद्या परत जेवताना दुसरा ॲपिसोड पाहीन. असंही करतो मी कधी-कधी.
अरे वाह! हं. हं. हं. बरं. <chuckles> अरे वाह! बरं. हं. हं. बरं. बरोबर. अरे वाह! हं, हं. बरं. हं. हं. हं, हं. अरे वाह! <chuckles> बरं. हां. अरे वाह! खूप छान, खूप छान. आणि मग असं कधी झालंय का की एखाद्या वेळी तुम्ही इतकं बिंज केलं की तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यावर त्याचा परिणाम झाला. म्हणजे तुम्हाला झोप जास्त येत नाही येत किंवा झोपमोड झाली. निद्रानाश आपण म्हणतो त्यात ते झालंय अ, किंवा मग कामाला काम कमी होत आहेत तुमची, की त्याच्यामुळे झोपमोड पण झाली आहे, त्यामुळे कामात पण लक्ष नाही आहे आणि मग नातेसंबंधांच पण असं असतं ना की बाबा अ, काय आहे तू सारखा ते बघतच बसतो. आमच्याशी तुला बोलायला वेळ कुठे आहे? मग असं काही घडलंय का? आणि मग ते काही अनुभव असतील तर सांगू शकता का तुम्ही?
अ, हो म्हणजे एक ठराविक शो बघताना मी अगदी रात्री जागून तो शो बघितला होता. स्ट्रेंजर थिंग्स नावाचा. जो अ, एक छान असा अ, परत भुतावरतीच आधारित आहे आणि 5 छोटी मुलं असतात. ते कसं त्या अ, भुताला पकडतात किंवा 1 मुलगी असते त्यांच्यामध्ये तिच्या शक्त्या असतात. तर त्या शक्त्यांचा वापर करून ती त्या भुताच्या पिल्लांना मारते वगैरे. तर तो अ, त्याचे 2 सीझन मी एकदम पाहिले होते आणि पूर्ण रात्रभर तर नाही, पण उशिरापर्यंत जागून पाहिले होते. त्यामुळे माझा दुसरा दिवस खूप जास्त म्हणजे झोपेतच गेला होता. काहीच केलं नव्हतं. आणि अर्थातच म्हणजे नातेसंबंधांमध्ये फरक असाच पडतो ना की अं, आपण बघत असतो काहीतरी आणि त्या कंटिन्युइटीमध्ये असतो. आणि काहीतरी आई-वडील, बहीण-भाऊ कोणीही येऊन बोललं मध्ये, की मी त्यांना ओरडायचो की मी बघतोय किंवा मी लक्षच नाही द्यायचो त्यांच्याकडे. म्हणजे ओरडून काही नाही बोललो. पण मी दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे, जे नाही करावं, वाईट गोष्ट आहे ती. पण
हं. बरं. हं. हो. हं. हं. बरोबर, हं. <chuckles> हां. अच्छा, हं. पण मग ते तुम्हाला ओरडत नाही का? "अरे काय तू? म्हणजे ह्याला सांगून पण काय फायदा नाही. लक्षच देत नाही आहे." असं काही होतं का मग त्याच्यानंतर?
अ, नाही, ओरडले नाही. पण त्यांना वाईट वाटलं नक्कीच, की हा दुर्लक्ष करतो. तो शो जास्त महत्वाचा आहे का आमच्यापेक्षा? असं थोडंसं वाटलं पण त्यांनी समजूनही घेतलं, की जाऊदे याला मोकळीक देऊ. पण मलाच नंतर लाज वाटल्यासारखं झालं, की मी दुर्लक्ष केलं. मग मी जाऊन नंतर अर्थात बोलण्याचा प्रयत्न केला. पण हो, म्हणजे बिंज वॉचिंग करतांना ते एक नुकसान नक्कीच होतं.
बरोबर. हं. हं, हं. बरं, म्हणजे नातेसंबंधामध्ये थोडासा दुरावा येऊ शकतो. म्हणजे आपण ऐकत नाही त्यांचं, जे ऐकायला पाहिजे आणि मग आपल्याला वाईट पण वाट हां.
हो. पण अ, बघा ना, अ, त्याचबरोबर न नातेसंबंध थोडेशे घनिष्ठ पण होऊ शकतात. म्हणजे <chuckles> Netflix एंड चिल ज्याचे कल्चर आहे, की चला आपण 2-3 जण किंवा 2 जण बसून एखादा शो पाहूयात, पॉपकॉर्न घेऊयात. तर अ, तिथंही मला असं वाटतं काही नाती घट्ट पण होऊ शकतात.
बरं कसे काय ते, काय सांगा? हो. खरं. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी होऊ शकतात एकंदरीत. पण मग अ, तुम्हाला असं हे बिंग वॉचिंग करताना बिंज वॉचिंग करताना तुम्हाला असं वाटतं का, की काय गोष्टी तुम्हाला म्हणू शकतो पकडतात एकंदरीत, म्हणजे पुन्हा बघावं अ, अजून पुढे काय आहे? अ, आणि म्हणतात ना की अजून नेक्स्ट पार्ट अजून नेक्स्ट पार्ट, असं म्हणून जी अख्खी रात्र त्याच्यामध्ये जाते आणि मग अख्खा दिवस पण जातो आणि काय कामाचा पत्ता नाही, झोप वगैरे सगळी गेली, मग असं काही असतं का? म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पात्र आवडतात, स्टोरीज आवडतात, की म्हणजे म्हणू शकतो की म्हणजे काय तुम्हाला एकंदरीत आवडतं या सगळ्यांमध्ये बिंज करताना या सगळ्या गोष्टीं?
हो. 2 अ, मला अ, गोष्टी नक्कीच आवडतात आणि खेचतात बिंज वॉचिंगकडे. एक तर अ, ताण जरा कमी होतो. म्हणजे, दिवसभर मी जर काम केलं असेल बसून, अ, एकदम ताठ बसून वगैरे, तर अ, संध्याकाळच्या वेळेस एखादा शो छानसा लावला, जसा, स्क्विड गेम आला होता बघा. तो शो. पण अ, त्याचेच आता खरे-खरे गेम्स पण करताहेत. ते रिएलिटी शो सारखे. तर तेही आले आहेत Netflixवर. तर अ, आता जर दिवसभर काम करून मी थकलो असेन, तर मी जाऊन ते लावणार आणि मग बसणार बऱ्याच वेळासाठी, ते पाहत. आणि ताण कमी होतो, असं वाटतं. म्हणजे, की रिलॅक्स वाटतं आणि कुठेतरी एका वेगळ्याच दुनियेत आपण जातो आणि दुसरा जो फायदा आहे किंवा मला जे आवडतं, अ, तुम्ही जे विचारलत त्याचं, म्हणजे त्याच्या आधारावर सांगायचं तर, की ते जे कोणी कॅरेक्टर असतात किंवा ते, अ, व्यक्ती असतात किंवा म्हणाव
बरं. हं. हं. हं. बरं. हं. हं. बरं.
ही सगळी लोकं जी काम करतायेत
बरं.
किंवा
हं.
त्या दुनियेतली सगळी ती लोकं. आपल्याच परिवाराचा एक भाग आहेत, असं वाटायला लागतं. म्हणजे थोडंसं अवघड आहे सांगणं. पण आता स्ट्रेंजर थिंग्सचं उदाहरण घेतलं. तर ती 2-3 मुलं जी आहेत, एक वेल नावाचा मुलगा आहे, एक माईक नावाचा मुलगा आहे, एक अ, लूक नावाचा मुलगा आहे. तर मला असं वाटतं की हे माझेच मित्र आहेत. म्हणजे जरी ती जरासा आभासी दुनिया असली. तरी एक आपलेपणाची अ, भावना आणि एक समाधान कुठेतरी मिळतं मला, की मी ही त्याच जगात आहे. असं काहीतरी बुडून गेल्यासारखं वाटतं मला.
बरं. अरे वाह! हं, हं. अरे! हं. नक्की. आणि मग कधी-कधी असं होतं ना, की हे म्हण लोकं म्हणतात की हे बिंज वॉचिंग करणं म्हणजे हा एक ग्रेट एस्केप असू शकतो. पण मग कधी-कधी असा गिल्ट पण वाटतो आपल्याला. मग तो बॅलन्स तुम्ही कशा प्रकारे ठेवता. आणि कुठल्या नियमांना किंवा कोणत्या छोट्या ट्रिक्स आहेत तुमच्याकडे किंवा टिप्स आहेत. ज्यामुळे तुम्ही संतुलन राखायला मदत होईल. आणि तुम्ही संतुलन राखता. तर त्याबद्दल काय सांगाल?
अ, कधी-कधी अवघड होतं नक्कीच, म्हणजे काही खूपच जास्त इंटरेस्टिंग शोज असतील आणि त्याचे वेगवेगळे एपिसोड्स असतील ना, तर आणि खास करून ते एपिसोड जर छोटे असतील, तर एकदम बघितले जातात. म्हणजे अ, सगळंच बघावसंच वाटतं आणि मग खूप अवघड जातं, तो एक कंट्रोल किंवा ते नियंत्रण अ, ठेवायला. पण अ, मी नक्कीच मग स्वतःला सांगतो, की नाही लहानपणी कसं आठवड्याला एकदाच, टीव्हीवरती एक शो यायचा, रविवारी सकाळी. मग मी अगदी त्या 15 मिनिटांसाठी थांबून आठवडाभर अ, वाट बघायचो त्या शोची. तसंच जर मी करू शकलो, तर अ, आठवड्यातनं एकदा नाही, पण रोज एखादा एपिसोड मी पाहिला, तर अ, आपण कसं ताटातलं जपून-जपून खातो, एखादी छान डिश असेल तर. म्हणजे शिरा वाढला असेल तर तो अगदी जपून-जपून शेवटपर्यंत टिकवतो. तसंच जर मी एक एपिसोड रोज पाहिला तर अ, मजा पण जास्त येईल. ती आज सगळी मजा घेण्यापेक्षा थोडी-थोडी तुकड्या-तुकड्यांमध्ये घेतली तर ती मजा थोडीशी लांबली जाईल आणि शेवटपर्यंत टिकेल आणि माझी एक ट्रिक आहे जी मला सांगायला नक्की आवडेल.
हं. बरं. हं. बरं. बरं. हं, हं. हं. बाप रे! हं, हं. हं. <chuckles> हो, हो, हो. बरोबर. हो, बरोबर. हो ना. हं. अरे वाह! सांगा ना?
ती म्हणजे कोणताही एपिसोड मी असा स्टार्ट टू एंड नाही बघत. मी काय करतो? पहिल्या एपिसोडचा मध्य ते दुसऱ्या एपिसोडच्या मध्यापर्यंत बघतो. मग दुसऱ्या एपिसोडच्या मध्यापासून तिसऱ्या एपिसोडच्या मध्यापर्यंत. तर त्याचा एक फायदा असा आहे, की जो काही सस्पेन्स त्यांनी बनवलेला असतो ना त्या शोच्या त्या एपिसोडच्या शेवटी, तर तो माझ्या डोक्यात नाही राहत रात्री. <chuckles>
बरं मग? हं. हं. अरे वा! असं का? हं, हं. हं. हं, हं, हं. तर, अ अरे वा! छान, छान. म्हणजे मी पण हे ट्राय करेन एकंदरीत.
है ना? म्हणजे कळून जातं, की अच्छा हां, म्हणजे ह्यानी हा खून केलाय. ते सस्पेन्स घेऊन झोपत नाही मी. ती खूप छान एक मी अं, ट्रिक काढली. जेणेकरून रात्री ते आपल्या डोक्यात नाही राहत. आपल्याला ते सोल्युशन मिळून जातं, की अच्छा ह्यानी ह्याचा खून केला आहे त्या शोमध्ये. मग आता पुढे काय झालं ही एक नवीन स्टोरी सुरू होते ना दुसऱ्या दिवशी सकाळी. तर मग ते डोक्यात न घेऊन जाण्यापेक्षा ते एक सोल्युशन घेऊन झोपण्याला मजा येते जास्त.
हो. म्हणजे काय होऊ शकतं? आणि काय असेल? असं थोडंसं. <chuckles> बरोबर. <chuckles> अरे वा! छान, छान. नक बरोबर, नक्कीच मी पण ही हं, हं, हं. बरोबर. नक्कीच म्हणजे ही ट्रिक मी पण वापरेन आता आणि मग असं असतं बघा ना, की आता आपलं मराठी कुटुंब. मग त्यामध्ये कसं आपल्याला असतं की सीरियल्स आणि मग त्या चर्चा असतात आपल्या आणि मग तुम्ही आता ओ-टी-टीवर किंवा बिंज वॉचिंग करता का तुमच्या कुटुंबासोबत? मग त्याबद्दल काय सांगाल किंवा मराठी कॉन्टेंट तुम्ही बघू बघू शकता का एकत्रित सगळे जण? तर त्याबद्दल काही माहिती? हं.
<chuckles> अं, कुटुंबाबरोबर नाही केलंय मी बिंज वॉचिंग. पण मित्रांबरोबर नक्कीच केलंय. म्हणजे आम्ही जमलो होतो आणि पॉटलक केलं होतं आणि बिंज वॉचिंग पण म्हणजे सगळं अख्खं शो नव्हता पाहिला. पण <clears throat> काही सुरुवातीचे एपिसोड्स पाहिले होते. म्हणजे एलीट नावाचा एक शो आहे युरोपियन कंट्रीजमध्ये बनवलेला. कॉलेजच्या मुलांवरती आधारित आहे. तो पण असाच एक मर्डर मिस्ट्रीसारखा आहे. खूप छान आहे तो शो आणि खूप व्यवस्थित बनवलेत. त्याचे सुरुवातीचे 2-3 सीझन तर खूप आपलं लक्ष वेधून घेतात स्वतःकडे. तर त्याचे काही सुरुवातीचे एपिसोड्स म्हणा का एक अख्खा सीझन आम्ही एकत्र अ, पाहून ला म्हणजे लावून ठेवला होता आणि आमची-आमची मस्ती चालू होती आम्ही खात-पीत होतो वगैरे.
हं. अरे वा! हं. बरं. हं. बरं. बरं. बरं. अरे. हं, हं. अरे वा! छान-छान. म्हणजे खात-खात तुम्ही शोज बघताय Netflixवर. वॉव!
हां, म्हणजे पॉपकॉर्न खाल्ले, सॉफ्ट ड्रिंक्स होते, मजा आली होती तेव्हा.
अरे वाह! छान, छान. म्हणजे एकत्रित मजा आहे तुमची आणि मग असं कधी झालंय का? की मग तुम्ही बिंज वॉचिंग करताना असं काही म्हणू शकतो की तुम्हाला एखादं सीरियल असते ना किंवा एखादं वॉच करताना, अरे ठीक आहे नाही आवडलं मग असं तुम्ही अर्ध्यातच सोडून दिलंय का? तर त्याबद्दल काय सांगाल?
हो. हो, अनेक वेळा झालंय असं, की जसं आपण सुरु करतो बघायला त्या अ, टायटलवरून किंवा त्या चित्रांवरून असं वाटतं की खूप छान काहीतरी असेल, पण प्ले केलं आणि ती स्टोरी पटतच नाही किंवा पटकन सुरूच करत नाहीत ते. आणि लांबवत राहतात विनाकारण. मग ते जरा बोरिंग वाटतं. त्याचबरोबर मला एक आठवतंय असाच एक झॉम्बीवरती शो होता. झॉम्बी लँड का अ, वर्ल्ड झी असं काहीतरी नाव होतं, मला आठवत नाही आहे. आहे तो अजूनही Netflixवरती. तर अ, तो शो ना त्यांनी अर्धवटच बनवला आहे आणि अ, मी पाहिला शेवटपर्यंत म्हणजे जो काही अर्धवट आहे त्या अर्धवटाच्या शेवटपर्यंत, पण अ, ते खूप जास्त मला एक असं डिसअपॉइंटिंग वाटलं की इतका छान शो होता, पण त्यांचं बजेट नसल्यामुळे त्यांनी अर्धवट सोडला. तर मलाही तो सोडावा लागला, याची खंत आहे.
बरोबर. हं. हं. अच्छा, असं का? बरं. हो. हं. म्हणजे खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलंत की तुमचा बिंज वॉचिंगचा अनुभव तुम्ही सांगितलात. तर मला खरंच खूप छान वाटलं एकंदरीत तुमच्याशी या बिंज वॉचिंगबद्दल चर्चा करताना आणि आजकाल तर हे ट्रेंडिंग आहे आणि सगळेच हे अ, म्हणू शकतो यूज करतात आणि सगळ्यांचं त्याच्याकडेच लक्ष असतं. तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी या विषयावर गप्पा मारून आणि नक्कीच आपण परत भेटूयात लवकरच. धन्यवाद.
धन्यवाद. मलाही मजा वाटली तुमच्याबरोबर संवाद साधून.